पहिली गोष्ट म्हणजे मी हे असं करणार ते तसं करणार नाही असा सगळा माझा ताठरपणा होता. तो बाळाने सगळ्यांनी त्याचा धुव्वा उडवून टाकला. <laughs> कारण अ, त्याच्या प्रायोरिटी पुढे काहीच नाही ना दुसरं. असं होतं ते. आणि अ, दुसरी पण एक अगदी व्यक्तिगत गंमत सांगतो तुम्हाला जनरली अ, आई आणि बाबा हे जे रोल असतात ना तसं आमच्याकडे उलटं होतं. माझा रोल हा जास्त आई सारखा होता आणि माझ्या बायकोचा वडिलांसारखा. म्हणजे ती स्पोर्ट्समधली आणि अ, कुस्ती आणि ह्या सगळ्या ह्याच्यातली आहे ना तर ती असं हे आहे म्हणजे टफ आहे. ह्याने काय होतंय त्याने काय होत नाही अशी आहे. म्हणजे ते बाळाची नखं असतात ती काढायची असतात ना. तर ते न नेलकटरने ते कापून रक्त आलं. इतका चिडलो होतो तिच्यावर. मी म्हंटलं नाही याच्यापुढे तू हात लावायचा नाही नखं काढायला. नखं मीच काढणार. मला.
हां. <chuckles> बरोबर. हं. हां. हो, हो. बरोबर. हो, नक्कीच. हो. हां. अरे! अ, हां, हां. हां. हां. हां. हां. अच्छा, अच्छा. हां. बरं. हो ना. हां. हां. अ, हां. हां. हां. म्हणजे आपण घाबरतो आणि फारच म्हणजे आपल्याला त्यावेळी म्हणजे पझेसिव्ह होतो थोडक्यात म्हणजे अं, दुसऱ्यावर हे होतं फार. चिडचिड होते की आपल्याला सांभाळतील, की नाही बाळाला. काय करतील असं म्हणजे हे वाटायला. डाउट यायला लागतो सगळ्यांच्यावर.
हां. म्हणजे पहिल्या दिवशी त्याचं जन्मानंत 3-4 तासांनी त्यांनी ती काळी-काळी शी केली होती. मी घाबरून गेलो होतो, की असं कसं झालं वगैरे तर अ, म्हणजे
हां. हां. हो. पोटातली घाण असते ती निघून जाते. हां.
अहो पण आपल्याला कुठं माहिती आहे. एकच मूल पहिलाच अनुभव. मी आजीला सांगितल्यावर ती हसायला लागली. म्हणाली अरे माझी 7-7 अ, बाळं हे बाळंतपण होते.
हो, हो. बरोबर बरोबर. हां. बाळ बाळंतपण झाले त्यांची 7 हां.
हा. हां. तर काय एवढ्या ह्याच्यात घाबरतो. मुलं काय होत असं. असं ती कॅज्युअल होती आणि आम्ही असे, अरे बाप रे! कसं वगैरे. अहो ते प्रीनेटलचा क्लास पण लावला होता मी आणि जाऊन बाळासाठी कसं हे करायचं. अं, मला माझा स्वभाव आहे तसा. म्हणजे मी एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स ला शिकवायचो ना तर मला मोठमोठी वाक्य आणि खूप मोठ्या प्रमाणात असं बोलायची सवय होती.
हो. हां. हां. अच्छा, अच्छा. हां.